बघा आता कसं होत माहिती आहे का बघा तुम्ही पण अनुभवलं असेल आणि मी माझा पण अनुभव सांगते, की कधी-कधी काय होतं माहितीये का नात्यामध्ये ना जेव्हा वचन मोडलं जाते तेव्हा हळू-हळू, हळू-हळू जसा आपल्या मनाचा जो विश्वास असतो ना, तो त्या व्यक्तीबद्दल ना, कमी होतो आणि आपल्या मनात जो मान सन्मान असतो ना, त्या व्यक्तीबद्दल, ते पण कमी होते. तर अ, नातं म्हटलं तर कधी ना कधी ह्या अशा गोष्टी होतात. पण ना, कसं होते ना, की ह्याला ठीक करण्यासाठी वेळ लागतो आणि हे तेव्हाच अ, शक्य होते, जर का समोरचा ज्यानी वचन हे तोडलं आहे ना किंवा मोडलं आहे, त्याच्याकडून ही प्रतिक्रिया दिसणं हे फार गरजेचं आहे. कारण बघा
हं, हं. बरोबर आहे. हं. हं. हं, हं. बरोबर आहे. बरोबर आहे. हं, हं. हं. गरजेचं. बरोबर तुम्ही नक्कीच बरोबर बोलल्या. म्हणजे असं झालंय का कधी तुम्ही असं कोणाला वचन दिलं किंवा कोणी तुम्हाला वचन दिलं आणि ते मोडलं?
हो ना. हो.
असं कधी झालंय का?
हे खूपदा झालं आहे. आणि ना, जसं आपण म्हणतो ना की मी तर हेच सांगेल म्हणजे माझ्या वैयक्तिक अ, जीवनानुसार की आपण प्रत्येक नातं आपण तोडू शकत नाही. कारण जर का आपण प्रत्येक नातं तोडत बसलो, तर आपलं कोणाबरोबरच नातं राहणार नाही. पण त्यातल्या त्यात पण त्यातल्या त्यात पण आपल्याला समजणं भाग आहे की कुठलं नातं आपण कितपत ओढू शकतो, हे ना. कुठलं नातं आपण अ, कुठपर्यंत आपण ॲड्जस्ट करू शकतो आणि हे तर तुम्ही ऐकलंच असेल. जसं म्हणतात ना आपल्या इथे म्हणजे म्हण आहे आणि असं अ, म्हणजे इन जनरल पण तुम्ही ऐकलं असेल, की बघा की जे घर-संसार आहे, कुटुंब आहे, लग्न जे आहे ना, ते 50%-50% नाहीये. 100%-100% आहे. एका पार्टनरला दुसऱ्या पार्टनरसाठी 100% हे द्यावंच लागतंय. तर अ, असं खूपदा झालेलं आहे, की वचन हे मोडलंय हो. माझ्याकडून वचन मोडलं गेलं आहे. समोरच्या कडून अ, वचन मोडलं गेल आहे. तर अ, अशा वेळेस ना, स्वतःची चूक ही स्वीकार करणं. तर अ, बघा
सांगा ना. हं, हं. बरोबर. राहणारच ते, बरोबर आहे. बरोबर आहे. हं. हं. काय ओ, सांगा ना. हं. हं, हं. बरोबर. हो, नक्कीच बरोबर सांगितलं. झालंय का? हं, हं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कधी केली आहे का मग बघा, आता जर तुम्ही सांगितलं नाही का, असं अ, लग्नामध्ये म्हणा किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये म्हणा, असं कधी चूक वचन मोडतो. हो, तर कधी तुम्ही हो, स्वतःहून कधी तुम्ही असं बोलला आहात का? का थांबून विचार केलाय तुम्ही, असं कधी झालंय का?
हो. हो ना. असं चुका होतात आपल्याकडून. हो. कधी-कधी कळत-नकळत. हो. हां. हां.